बरोबर आहे. प अ, तुम्ही जे फॉर्मल घालता आणि अ, त्याच्यानंतर मध्ये जसं इव्हेंट वगैरे येतात, म्हणजे तुम्ही ऑलरेडी कम्फर्टेबल आहात. पण बरेच जणं असे असतात, की त्यांना तो कम्फर्टनेस नसतो. म्हणजे फॉर्मल वगैरे घालतात आणि जे साडी रेग्युलरली घालत नाहीत, त्यांना तुम्ही काय सांगाल? की त्यातही कम्फर्टनेसला बॅलन्स करता येईल.
हं. हो. म्हणजे जर का हो, म्हणजे आजकाल ना इतकं छान अं 2-3 अशा कंपनीज आहेत. स ज्या स्मॉल बिझनेस आपण म्हणतो ना, त्यांनी इतके छान प्रकारे साडी नेसणं इतकं सोपं केलंय सगळ्यांसाठी. त्यांनी साडीला रेडी टू वेअर साडी करून ठेवलंय. म्हणजे जसं आपण एखादा स्कर्ट घालतो आणि त्याचा हूक लावतो ब क्लिप लावतो तसंच त्या साडीला आपल्या कंबरेला असं गुंडाळून क्लिप लावायचं आणि पदर फक्त असा गोल.
हं, हं. असं. अच्छा. हो, हो, हो, हो. नाटकात वगैरे पण तसेच वापरतात ना. तशाच प्रकारचं काहीतरी?
हो तर रेडी टू वेअर साडी इतकी सोपी आहे घालायला आणि त्याच्यात पॉकेट्स पण असतात. म्हणजे तुमचा फोन किंवा किल्ल्या तुम्ही त्याच्यात आरामात ठेऊन हँड्स फ्री तुम्ही फिरू शकतात ऑफिसमध्ये किंवा साइटवर जायचं असेल तर.
पॉकेट्स पण. अरे वाह! अरे वाह! म्हणजे तो तर मेन प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. तो एक मेन प्रॉब्लेम होतो ना साडी घालण्यामध्ये.
हो ना. म्हणजे तुम्हाला मिऱ्या घालायची गरज नाही. तुम्हाला फिटिंगची गरज नाही, काही चिंता. तुम्ही ते घेतानाच अ, कस्टम ऑर्डर तुमचा देऊ शकतात की तुम्ही तुमच्या कमरेचं माप इतकं आहे. तर ते तुमच्या कमरेच्या मापाप्रमाणे त्यावर हुक्स वगैरे लावून तुम्हाला रेडी टू वेअर साडी घरी बसल्या भेटते. म्हणजे
मग. हं. म्हणजे कम्फर्ट पण आणि पारंपरिक स्टाईल पण म्हणजे उत्सव जोरात साजरा करता येऊ शकतो.
हो ना आणि आता तर त्याच्यात टेन्शनच संपलं की मला साडी नेसता नाही येत किंवा आई घरी नाहीये मला साडी नेसवण्यासाठी. उचला आणि घाला. जसं तुम्ही स्कर्ट टॉप घालतात तसं तुम्ही छानसं एखादं ब्लाउज शिवून घ्या किंवा रेडीमेड क्रॉप टॉप घेऊन त्याच्यासोबत पेअर करा आणि जर थंडी असेल तर फुल स्लीव घाला. गर्मीचे दिवस असतील तर मग तुम्ही स्लीव्हलेसही घालू शकतात.
मस्त, मस्त.

हो ना आणि जेव्हा अ, तुम्ही सीनियर पोझिशनवर असाल म्हणजे मी तिथे हेड आहे माझ्या डिपार्टमेंटची. तर माझ्यासाठी ती ऑथॉरिटी मेंटेन करणं खूपच महत्त्वाचं असतं कारण का जर माझे कपडेच बरोबर नसेल आणि फिटिंगचे नसतील, तर मग ती इंप्रेशन चांगली नाही पडत. मग लोकांना असं वाटतं, की हे बघ कसं ड्रेसिंग सेन्स आहे. म्हणजे बरोबर नाही वाटत ना, प्रोफेशनल नाही वाटत ते. असं वाटतं की खूपच
हो, हो. हां. हां. <chuckles> बरोबर. म्हणजे तो धाक राहत नाही. म्हणजे आपल्या कपड्यांमध्ये जो ताठपणा असतो त्याप्रमाणे त्यांच्यावरती आपल्याला धाक दा दाखवता येतो, कारण की लोकं जे बघतो त्याच्यावरूनच स सगळं जज करत असतात. मग अ, तुम्हाला ह्याच्याबद्दल कधी काय तणाव असतो का, की आता तुम्ही जसं म्हणालात, की साइटवर जातो. पण अ, समजा गरमीचे वगैरे दिवस आहेत आणि तेव्हा मग आपण फॉर्मल वगैरे घातलं, तर अ, त्रास होतो. मग ते कसं तुम्ही मॅनेज करता?
हां. हो ना. हो. हं. त्यासाठी ना आजकाल मस्त अशी छान-छान असे फॅब्रिक्स उपलब्ध आहे. म्हणजे म्य मला तर बाराही महिने कॉटन किंवा लिनेन हे फॅब्रिक आवडतात. पण त्याशिवाय ना मोडाल फॅब्रिक किंवा स्पॅडॅक्स म्हणा किंवा आजकाल आलंय ना लायक्रा वगैरे असे फॅब्रिक्स असतात. ते एकदम सुळसुळीत असतात आणि असे असतात, की वॉश एंड वेअर टाईपचे असतात. म्हणजे त्यांना अ, अँटी रिंकल असतात ते. म्हणजे त्यांना असे अ, रिंकल्स पडत नाही आणि ते नेहमीच म्हणजे तुम्ही कितीही उठा, बसा, प्रवास करा, ते तसेच्या तसे एकदम राहतात. तर मला असं वाटतं, की ह्या हो, असे फॅब्रिक्स हो.
हां, हां, हां. बरोबर बरोबर. हं, हं. अच्छा. बरोबर. म्हणजे नव्यासारखं म्हणजे हां. मरगळले जात नाहीत. शेवटच्या दिवसापर्यंत. हां, शे दिवसाच्या शेवटीपर्यंत.
हो ना. हो आणि ते खूप छान दिसतात आणि त्यांचे रंग पण एकदम असे छान-छान रंगांमध्ये, छान-छान पॅटर्न्समध्ये ते अवेलेबल असतात. तर मला असं वाटतं, की आपण एखादं छानसं असं फॅब्रिक घेऊन आपल्या मापाप्रमाणे जर का कपडे शिवून घेतले ना, तर ते आपल्याला कम्फर्टेबल पण असतात आणि ते दिसण्यात पण खूप स्टायलिश वाटतात, कारण त्यांची फिटिंग खूप छान बसते आपल्या शरीरावर.
अच्छा. बरोबर बसते. बरोबर बरोबर. मग तुम्ही जनरली अ, विकत कपडे घेत नाही म्हणजे तुम्ही शिवून घेता.